हिरवा मोमो, हिरवा जो कलर आहे ना, स्ट्रेस डाउन करतो आपला. आम्ही पाहतो की निसर्ग नैसर्गिक थेरपी जी प्रकार आहे, त्याच्यामध्ये काय होतं बरं, निसर्गामध्ये डॉक्टर जायला लावतात किंवा तिथं राहण्यासाठी आणि तू असाही सहज याला खूप टेन्शनमध्ये असला ना, तर निसर्गातला तो तुला काय दिसतं निसर्गामध्ये सगळीकडे हिरवं आणि हिरवं हां. हं, हं. हिरवा शालु हो, हो, हो.
अच्छा. हो ना. हिरवं शालू दिसतो मला नाही का, हंम्म. गवत वगैरे, हं, हं, हं.
तर अ, तुला ज्या गोष्टी दिसतात त्या हं, हं. आणि अ, त्या ठिकाणी तुला अगदी रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. ही नॅचरल थेरपी म्हणू आपण याला. तर म्हणजे ज्यावेळेस तू हिरवा रंग पाहतो, त्यावेळेस तुझ्या काही सेन्स ऑटोमॅटिकली अ‍ॅक्टिव्ह होतात आणि हिरव्यामुळं त्या काम होण्यासाठी अ, तुझं जे पण अ‍ॅक्टिव्हिटी ते जे पण राग असो किंवा चिडचिडपणा असा तो निवारण्यासाठी खूप चांगला आहे. म्हणून लोक डॉक्टर पण काही फिजिओथेरपिस्ट किंवा अ, मनोरुग्ण, अ, तज्ञ त्यांना पण ते पण काय म्हणतात घरामध्ये झाडं लावा जास्त करून छोट्या-छोट्या कुंडीमध्ये आणून आणि झाडां झाडं जर असली, तर तुमची स्ट्रेस लेव्हलही कमी होईल म्हणून हिरवा रंग त्याचच प्रतीक आहे. म्हणून आम्ही लाईट पण लावला हिरवं तरी आपल्या तो मूडवरती इफेक्ट टाकतो तसा. तर तसाही तो इफेक्ट होतो. हो.
विशेषतः पावसाळ्यामध्ये. अच्छा. हां. अच्छा. उपास आहे. अरे वाह! आलं लक्षात. आणि अ, लाईटची तीव्रता जी असते, ती पण महत्वाची असते का हो, किती तीव्र लाईट आहे म्हणजे अ, प्रकाश लख्ख प्रकाश पाहिजे, डीम पाहिजे, काय, कशाप्रकारे आपला मूड अ, यामध्ये बदलतो?
हं, हं.

आलं लक्षामध्ये. म्हणजे अ, याचा मूडवर पण व्हायचा का परिणाम खरंच, की उगाच म्हटलं जातं बरं, लाइटनिंगमुळ मूडवर होतो परिणाम? काय तुमचं मत अनुभव आहे?
हं. खरंच, खरंच. नाही माझ्यात माझा जो वैयक्तिक अनुभव आहे ना, मला तर ज्यावेळेस मी तिला लाइटिंगला पाहिलं ना, त्यावेळेस मला ती खूप अ, आवडली. हिरवे, पिवळे, लाल आणि सर्व प्रकारचे कलर होते त्याच्यामध्ये. मल्टी कलर लाइटिंग होती ती. आणि तिच्यामध्ये एक एक अ, जो अ, प्रकार होता ना, तो अगदी ती हळूमध्ये बंद व्हायची आणि हळूमध्ये चालू व्हायची. आणि मला तो लाइटिंगचा खूपच अ, जो प्रभाव होता, त्याच्यावेळेस खूपच आवडला आणि मला वाटलं मी त्या दुकानात काहीतरी दुसरीच गोष्ट आणायला गेलो होतो, पण ती अ, ज्यावेळेस ती वस्तू घेतली, तिथंच मी बसलो. आता मी म्हंटलं याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आ म्हणजे ती बदलत होती, काही-काही. एक-एक, दोन दोन मिनिटांनी, ऑटो मोडमध्ये होती ती. आणि 6 असे फ्रिक्वेशन होते त्याच्यामध्ये. आणि बटण दाबल्यावर ते मॅन्युअली बनायची बदलायची ती, पण मी तिला पाहतच बसलो. आणि मला इतकं छान वाटलं त्यावेळेस, की अरे बापरे, इतकी भारी लाइटिंग कशी, आणि तो स्मॉ स्मॉलमध्ये म्हणजे हळूच बंद व्हायच. हळूच म्हणजे जणू काही अ, मन म्हणजे हां, चालू व्हायचं का. माझं मन फक्त त्यालाच पाहत होतं, आणि नंतरची जी व्हरायटी होती, ती मला आत्ताही आठवते. ती खूप फास्ट अ, डीम व्हायची आणि अ, म्हणजे अ, झिग अ, त्याला आपण झिगझिग म्हणतो किंवा मराठीतनं तुला माहीत असेल, जशी आगगाडी चालते ना, तशा प्रकारे ती चालते. आणि खूप अ, छान हां, झिक-झिक, झिक-झिक अशी चालत होती ती. आणि खूप छान त्यावेळेस पण पाहिलं तर मला आणि अजूक व्हरायटीज होत्या. कधी अर्धी लाइटिंग चालू, कधी बंद, असे मागे-पुढे होणारी लाइटिंग. आणि ज्यावेळेस मी पाहिलं ना, तर माझं मन अगदी प्रफुल्लित झालं. आणि दिवाळीला अगदी 6 महिने म्हणजे 1 महिना बाकी होता, आणि ती 6 महिन्यापूर्वीपासूनच म्हणजे 1 दीड महिन्यापासूनच आलेली होती. पण 1 दीड महिन्यात जास्त विक्री करायला, पण मी 6 महिन्यापूर्वी ती पाहिली होती. आणि मी खूप खुश झालो यार म्हंटलं "ही पाहिल्यावर किती छान वाटते". आणि मलाही वाटलं घेवा ती लाईटिंग, पण काय आपल्याकडे काय एवढे पैसे नव्हते त्यावेळेस, आणि आम्ही साधे दिवे लावायचो घरी, आणि त्याच्यामुळं काही
अच्छा. अच्छा. हां. लायटिंग पाहून. हां. हो ना. अरे वाह! चालू व्हायचं. हां. हां. पुन्हा माहीत आहे. अच्छा, झिक-झिक, झिक-झिक असं चालायचं नाही का. हं. आलं लक्षात. हो ना. अरे वाह! हं. अच्छा. आलं लक्षात. हां, मग अ, दिव्याचाही काही फरक पडतो का? दिव्याचाही एक विशिष्ट अ, प्रकाश असतो नाही का? त्यानेही मन समाधान होतं का हो, म्हणजे छान पिवळसर प्रकाश पडतो बघा दिव्याचा, डीम एकदम?
हं, हं, हं. हं, हं. तर सायकॉलॉजीच्या दृष्टीकोनातून जर आपण दिव्याचा जर पिवळा प्रकाश जर म्हणजे पिवळा प्रकाश हा तुम्हाला नवीन प्रेरणा देणारा असतो कधीपण. आणि जो दिव्याचा प्रकाश आहे ना, तो म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच देणार आहे. भरपूर लोकं याचा ध्यानामध्येसुद्धा आपण जर ध्यान म्हटलं ना, तर एक ध्यान येतं. अ, त तटस्थ ध्यान म्हणून आहे. त्राटक म्हणून आहे त्याचा हां, त्राटक. तर भरपूर लोकं या
हो ना. अच्छा. काय असतं बरं ते?

जिथे जास्त प्रकाश आहे ना, तिथं ज्या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता जास्त आहे, त्यावेळेस मनुष्याची ऊर्जा ही जास्त वाढते किंवा तो त्याच्यामध्ये ॲक्टिव्हेट होण्याचं काम करतो. जसं की लहानपणापासून आपण पाहतो की सकाळी-सकाळी उठतो, तो त्यावेळेस आपल्याला दिवस कसा असतो पूर्ण उजेडभर, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी करण्याचं काम असतं. म्हणजे हे नॅचरलीच आहे सगळे लायटिंगचे प्रकार आणि ज्यावेळेस लाईट कमी होतो किंवा, संध्याकाळ होऊ लागते त्यावेळेस तो, शांततेचं प्रतीक आहे म्हणजे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. म्हणून तुमच्या घरामध्ये जर डीम लाईट असली, तर तुम्ही पहा भरपूर अ, काही दुकानं असतात जिथं खाता-पिता, लोकांना समजू नये म्हणून रिलॅक्स करण्यासाठी अ, ते अ, डीम बी बल्ब लावले जातात किंवा लो लायटलींग लावली जाते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना रिलॅक्स वाटावं. तर याचा पण खूप मोठा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं म्हणजे ते स्टेजमध्ये जाण्यासाठी म्हणजे झोपेच्या स्टेजमध्ये जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर म्हणून आपण पाहतो की भरपूर वेळेस घरामध्ये अ, झिरो बल्ब लावले जातात. झिरो बल्ब म्हणजे अ, ते श अ, रिलॅक्स करण्यासाठीच असतात. अशातला भाग आहे तो.
हां. हो ना. बरोबर. अच्छा. हो ना. बरोबर. हां आणि आलं लक्षात. हां. हो ना. आलं लक्षात आणि असं पण कॅन्डल लाईट डिनर वगैरे पण असतं बघा, जातात बाहेर तर अ, अ, मेणबत्तीच्या उजेडात जेवतात. तरी ते कारण हेच आहे का त्याच्या मागचं की डीम असल्यामुळे शांत वाटतं सर्व काही?
हं. हं. कॅन्डल लाईट डिनर आणि आपण पाहिलं ना तर कॅन्डलचा एक प्रकाश असतो आणि त्याची एक ऊर्जा पण असते, ती म्हणजे गरम <chuckles> वाटतं आपल्याला आणि कॅन्ड अविस्मरणीय तुम्ही जर काही जर वेगळं रोजच्यापेक्षा जर वेगळं केलं ना, तर ते तुम्हाला ध्यानात राहतं आणि त्याच्यासोबत जर असा जर उजेड असला, तर तो अधिक ध्यानात असतो, म्हणजे मेमोरेबल गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी ध्यानात राहतात, अशातला भाग आहे. तर मला असं वाटतं की त्याचाही इफेक्ट पडत असेल, कारण की कॅन्डल लाईट डिनर हे आपल्या परिवारासोबत किंवा अ, मित्र अ, म्हणजे परिवारासोबत आपण जास्त करतो किंवा अ, एखाद्या फंक्शनला वगैरे असल्यावर. हं, हं. त्यावेळेसही करतो, हो.
अच्छा. हां. अच्छा. हो ना. डेट वगैरे करायची असेल हां.